बघा ना, आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, कुटुंब आणि करिअर याच्यामध्ये समतोल साधणं खूप अ, गरजेचं आहे आणि लवकर ते होत नाही आणि मुलींना तर जास्तच, म्हणजे प्रश्न निर्माण होतो. तर तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी झालंय का?
हो, हो.
कुटुंबाला हो, हो, सांगा ना?
तुम्ही ना, अगदी म्हणजे म्हणतात ना, की जो महत्त्वाचा मुद्दा असतो, की म्हणजे असा प्रश्न कितीतरी वेळा येतो, की "अरे, मी घर बघू की माझं करियर बघू? मी म्हणजे आता कोणाला महत्त्व देऊ?" असं बऱ्याच वेळा होतं. कारण कधी मला आठवतंय, मी तुम्हाला एक किस्सा सांगू शकते. माझ्या आई आईला ना, तेव्हा गुडघ्यांचा त्रास सुरू झाला होता आणि तिला फिजिओथेरपी देण्यासाठी मी माझी जी शी शिफ्ट आहे ना, ती चेंज करून घेतली होती. कारण की मी अगोदर, म्हणजे माझी मॉर्निंग शिफ्ट होती, म्हणजे सकाळी 11 ते 7-8 पर्यंत माझं काम चालायचं. पण जेव्हा माझ्या आईला हा त्रास सुरू झाला, तेव्हा मी ठरवलं, की आपण जरा वेगळी शिफ्ट घेऊया. म्हणजे मग ते फिजिओथेरपी तिची 1-2 दुपारी चालायची.
हं, हं. हो, बोला ना? अरे बापरे! अच्छा! हो, हो. हो, हो. अरे! हो, नक्कीच कुटुंबाला तर सगळ्यात अ, पहिले साथ द्यायला पाहिजे आणि आई म्हटल्यावर तर जास्तच. तर तुम्हाला काय झालं अ, मग सांग ना? हो, हो.
हो. पण हो, पण असं झालं ना त्यावेळी, कारण माझे जे सीनियर्स होते, ते इतके चांगले होते. कारण आपण आईसाठी पर्याय नाही शोधू शकत. आईला बरं नाही आहे तर तुम्ही सगळं केलंच पाहिजे. हे तर ओघाने आलंच. पण मला, माझे जे सीनियर्स आहेत किंवा जी मॅनेजमेंट होती त्यांना इतके धन्यवाद देऊ इच्छिते मी, कारण त्यांच्यामुळे मला दुसरं प्रोजेक्ट मिळालं. त्यांनी ही गोष्ट समजून घेतली. कारण
हो. बरोबर आहे. नक्कीच केलं पाहिजे. हं, हं. अरे वाह! म्हणजे तुम्हाला साथ दिली त्यांनी.
हो, मला साथ दिली, आणि मी संध्याकाळी 5 ते रात्री 2 पर्यंत ते एक अ, यूएसच प्रोजेक्ट होतं ते घेतलं.
अच्छा. हो, हो, हो.
मला वाटतं ही जी तारेवरची कसरत आहे ना, की तुम्हाला कुटुंब पण बघायचंय, मग कुणी आजारी असू दे, किंवा मग एखादा लग्न समारंभ असू दे. मला वाटतं महिलांसाठी खास करून
हो, नक्कीच. खूप जास्त समतोल साधावा लागतो हो. मग असे कधी निर्णय घ्यावा लागले का? का कुटुंबालाच अगोदर तुम्ही प्राधान्य दिलं, का करियरला, असं कधी झालंय का?
हो. हो. कारण आरोग्य तुमचं सर्वात अगोदर आणि तुमच्या घरचे सर्वात अगोदर येतात. मला असं वाटतं ना, कुठेतरी हा निर्णय घ्यायला नेक नक्कीच मला त्रास होतो. कारण मी म्हणजे लोकं म्हणा म्हणजे माझे काही-काही जे मित्रमंड मंडळी होते किंवा म्हणजे काही जे कर्मचारी होते, म्हणजे आय म्हणजे कलीग्स होते ते मला सांगत होते की, "नाही, आईला बघायला एखादी नर्स ठेव किंवा कोणाला तरी मावशींना वगैरे आण." पण ते नाही झेपतलं म्हणजे मला झेपलंच नाही ते.
हो. हो ना, मग? अरे बाप! हं, हं. नाही, ते सुचत नाही ना, हो, अ, दुसरे कसे निगा ठेवतात, म्हणजे करिअरसाठी आणि कुटुंबासाठी? पहिले तुम्ही कुटुंबाला प्राधान्य दिलं, नाही का? तर असं कधी झालं आहे का? का आपण ऑफिसमध्ये गेलो आहे, कधी अचानक एका ऑफिसमध्ये आपली मीटिंग आलीये, आणि त्याचबरोबर घरी पण काहीतरी झालेलं आहे, घरच्यांचा फोन आलेला आहे. इकडं पळू का, तिकडं पळू, असं कधी झालं आहे का?
हो. हो. असं बऱ्याचदा, एकदा नाही हो, बऱ्याचदा असं होतं, की घरी, म्हणजे मला आठवतंय अ, माझ्या माझ्या ताईचं, तिच्या सासऱ्यांशी वगैरे किंवा जे घरच्यांशी थोडं, म्हणजे वाजलं होतं. आणि त्याच्यानंतर ती घरी आली होती. आणि ती घरी आली तेव्हा, ती इतक्या मनस्थितीतच नव्हती बोलायच्या, आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं. आणि त्याचवेळी, जसं तुम्ही म्हणालात, की माझी मीटिंग होती महत्त्वाची, आणि ती संध्याकाळी 4 वाजता होती.
अरे बाप. हं, हं. अरे बाप. हां. अरे बाप. हां. अरे, काय केलं मग तुम्ही?
घरी आली तेव्हा ती हो, काय, आता म्हणजे मला ती मीटिंग अटेंड करणं खूप गरजेचं होतं, कारण की त्यादिवशी माझं प्रेझेंटेशन होतं. मी 10 लोकं होती माझ्या हाताखाली, आणि 4 वाजताची मीटिंग आहे, आणि ती मीटिंग जवळ-जवळ 45 मिनिटं चालणार होती. आता
अरेरे. आतलं काम मग कुठं जायचं, हां, हां.
हां, पण नंतर मग माझ्या बाबांनी मला फोन करून सांगितलं, "हां, ताई आली आहे, पण ठीक आहे, आम्ही तिला बघतो. तू तोपर्यंत तुझी जी मीटिंग आहे, ती उरकूनच ये," म्हणजे जर
हां. अरे, वा! म्हणजे कुटुंबाने साथ दिली. हां, हां.
हो, मला मला माझ्या कुटुंबाने खूप साथ दिली, कारण की कधी-कधी काय होतं ना, प्रसंग असा असतो, की आ आई-वडील किंवा तुमचे घरचेही असं म्हणतात, की नाही-नाही, आत्ताच्या-आत्ता ये.
बरोबर आहे. सांगतात तो अचानक फोन येतो आणि आपल्याला लगेच तू लगेच घरी ये, लगेच घरी ये असं म्हणतात ना, होतं. बघा ना, ऑफिसमध्ये आता तुम्ही हो ना बरोबर, हं, हं.
हो. असं बऱ्याचदा होतं आणि असं आणि माझ्याही मनाची इतकी द्विधा मनस्थिती झाली होती, की मला सुचतचं नव्हतं आता मी काय करू. आणि सगळे माझ्याकडे बघतायत. काय झालं तुला? मीटिंगमुळे नर्वसनेस आलाय का? तू अशी का दिसतीयेस? मग सगळं म्हणजे आता मी कोणाला सांगू तेही कळलं नाही. आणि आता 2 तासात माझी एवढी महत्त्वाची मीटिंग आहे. मग जसं मला बाबांनी फोन केला ना, तसं मला स्वतःला शांत करता आलं. की हां ठीक आहे. आता आई-बाबा दोघेही घरी आहेत. ताईला जरा शांतही होऊ दे, कारण की ती आली ती अगदी आवेशात होती, कारण की ती तिचं भांडण झालं होतं. तिलाही राग आला होता. त्यामुळे मग ते मला म्हणाले, तिला ही जरा शांत होऊ दे. तुझीही महत्त्वाची मीटिंग आहे. आम्ही दोघे आहोत घरी. त्यामुळे तू जे काम आहे त्याच्यावर फोकस कर. तुझी मीटिंग इतकी महत्त्वाची आहे ती पूर्ण कर, तुझं काम पूर्ण हो, हो.
अरे. हो. बरोबर आहे. हो, हो. अरे! बरोबर आहे. सावरलं म्हणजे. घरच्यांनीपण तुम्हाला साथ दिली आणि तुम्हीपण सावरलं. तर बघा ना, असं राहिलं का कुटुंब आणि करियरमध्ये राहिलं. तर निर्णय घेताना तुम्ही अ, कोणाला प्राथमिकता देता अगोदर? घरच्यांना देता की कामाला?
कसं आहे माहिती आहे का, मला ना इथे असं, असं नाही म्हणायचं की पुरुष प्रधान संस्कृती किंवा महिलांवरही जास्त जबाबदारी आहे. पण कुठेतरी म्हणतो ना की कुटुंबाची जबाबदारी महिलांवर खूप आहे.
नक्कीच. खूप जास्त आहे हो आणि लोकांना समजत नाही पण अ, मुलींना म्हणजे बायकांना खूप जास्त जबाबदाऱ्या राहतात आणि त्याच्यामध्ये करिअर केलं तर अजून पण जास्तच जबाबदाऱ्या खूपच वाढून जातात. त्याच्यामध्ये समजून राहतं कठीण असं झालंय का कधी तुमच्या आयुष्यात?
खूप जास्त आहे. हो. म्हणजे? हो कारण मला असं वाटतं ना की महिलांसाठीच मला वाटतं की तुम्ही करिअर करा. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाला महत्त्व देऊ नका. महिलांसाठी नेहमीच ती असं द्विधा मनस्थिती आहे की "मी कुटुंबाला प्राधान्य देऊ की माझ्या करिअरला प्राधान्य देऊ?" जर मी कुटुंबाला प्राधान्य दिलं तर ऑफिसमधले असे म्हणतील की "अरे, ती नेहमीच कुटुंबाला जास्त प्राधान्य देते आणि तिला ऑफिसची काही पडली नाही आहे." असं म्हणतात ना लोकं की "अरे ही सीरियस नाही आहे करियरबद्दल" असंही शेयर ऐकायला मिळतो आणि जर तुम्ही कुटुंबाला प्राधान्य नाही दिलं, तर मग तुमचे नातेवाईक किंवा तुमचे म्हणतात ना मित्र-मैत्रिणीसुद्धा असं म्हणतात, "काय मुलगी आहे? हिने करियरच्या नावामुळे आईकडे पण नाही बघितलं ही किती म्हणजे"
हां. बरोबर आहे. बरोबर. पडलेली नाही. बरोबर आहे. हो सांगतात ना. खूपच. असतात. अच्छा आणि मुलींना तर जास्तच म्हणतात जर घरी जबाबदाऱ्या पूर्ण नाही केल्या ना तर मुलींना जास्त ऐकावं लागतं. असं झालंय का शेजार-पाजारांनी तुम्हाला असं सांगितलंय का कधी?
हो. हो. कारण मला आठवतंय हा जेव्हा मी तुम्हाला किस्सा सांगितला की जेव्हा माझ्या आईला फिजिओथेरपीला घेऊन जायचं होतं. तेव्हा मला माझे शेजारी होते ते म्हणाले की "मग तू कसं काय करणार आहेस?" म्हणजे त्यांनी हे पण सल्ले दिले होते की "तू नोकरी सोड आणि"
हो, हो. अरे बाप रे! हो का?
हो. कारण आता तर
म्हणजे बघ, मुलींना घरीच बसवायचं नाही का?
हां, हां. ते मला वाटतं ना मुलींसाठी जेव्हा म्हणजे अ, ही जी चर्चा चालू असते नेहमी करियर की कुटुंब, करिअर की लग्न किंवा जे काही. तर मला असं वाटतं ना कुठेतरी मुलींना हे सतत सांगितलं जातं की हे तुझं पहिलं काम आहे की "तू कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे."
हं. बरोबर नक्कीच बरोबर तुम्ही सांगितलं. मुली म्हटल्या ना "पहिले तू कुटुंब सांभाळ नंतर तू तुझं बघ तुझं करियर बघ" असं म्ह म्हणतात. तर बघा ना तुम्ही आता करिअरमध्ये ऑफिसमध्ये जर तुम्हाला एक महत्त्वाची संधी भेटली आहे आणि त्यामध्ये तुमच्या कुटुंबांची म्हणजे अपेक्षा जास्त आहे, तर तुम्ही काय विचार करता ओ? बापरे! माझ्या कुटुंबाची अपेक्षा जास्त आहे ही संधी मी पूर्णपणे हां, हां.
हो. मी खरं सांगू का? जर तुम्हाला कुठचीही नोकरी करणारी महिला
हं, हं.
तुम्ही मुली असाल, जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ नाही आहे, मी तुम्हाला खरं सांगते, तर तुम्हाला तुमचं जे करियर आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात ना, जे उच्चतम कोटीचं यश गाठणं म्हणतात, ते शक्य नाही होत. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ लागतेच लागते. कारण, तुम्ही विचार करा, की तुम्हाला दोन्ही गोष्टी नाही करता येणार. म्हणजे आपण सगळं म्हणतो हल्ली, तुम्ही सुपरवुमन आहात, तुम्ही सगळं करू शकता, अ, बायका मल्टीटास्किंग करू शकता. अरे, पण बायकांचा पण जीव आहे. शेवटी त्याही दमतात.
हं. हो. बरोबर आहे. लागतील आहो. हं, हं. बरोबर आहे. विचार करायला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. विचार
सकाळी उठून सगळ्यांचे डबे करायचे, सकाळी उठून सगळं आवरायचं. हल्ली तर आपण असं म्हणू शकतो, की आपल्याकडे बऱ्याचशा दीदी येतात, जे काम करतात, आपल्याला हातभार लावतात. कपडे, भांडी आणि स्वयंपाकाचं सगळं तसं नाही होत. तुम्हाला उठून
बरोबर आहे. हो. म्हणजे तुम्ही करून जातात का कामं वगैरे, अशी घरची कामं करून जातात तुम्ही?
हो, हं. हो. त्याला काहीच पर्याय नाही आहे. म्हणजे माझ्या आईला कारण मी तुम्हाला सांगितलं, माझ्या आईचे गुडघे दुखत होते. त्यामुळे मग तिला जास्त उभं राहता येत नाही.
म्हणजे तो असं, तुम्हाला जर विचार आला का? हां, हां. अरे बापरे! काय केलं हो मग तुम्ही?
मग ती मग अ मग माझी आई मला मदत करून द्यायची की आता माझी भाजी कापून देणं किंवा तयारी करणं. पण नाही म्हटलं तरी अर्धा तास तर तुम्हाला लागतोच भाजीला फोडणी द्यायला, चपात्या करायला आणि घरात सगळ्यांच्या करायच्या म्हणजे, नाही नाही म्हटलं, तरी 10-12 तर येतातच येतात. सगळ्यांचे डब्बे तुम्हाला करून द्यायचे आहेत.
<tsk> हो, हो, हो. अरे! नक्की येतात आहे. हो. हं, हं. हं.
आणि मी असं आईला सोडून नाही जाऊ शकत. कारण की तिलाही ते करणं नाही शक्य आहे.
हं. नाही ना, ते आपल्याला करणं भागच आहे ते. हो. हो ना.
तिला पण बरोबर. तिला माझी साथ हवी आहे आणि आपल्यासाठी ते म्हणजे कर्म-कठीण काम आहे की जर तुम्ही आईसाठी पण नाही करू शकत, मग तुम्ही स्वतःला आरशात कसं बघू शकता? असं मला वाटतं.
बरोबर, बरोबर आहे. मग असं कधी झालंय का आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये म्हणजे आता कुटुंब बघणं आणि करियर बघणं दोन दोन अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही असं वेळेचं नियोजन वगैरे केलं हो होतं का? का एवढ्या-एवढ्या वेळेत मी कुटुंबाला साथ देईल, त्यांचं बघेल आणि करिअरमध्ये एवढं, एवढं मी अ, वेळ टाकते असं झाले का?
बरोबर. म्हणजे कसं आहे ना की इथे, म्हणजे तुम तुम्ही कुठच्या टप्प्यात आहात करियरच्या त्याच्यावर खूप जास्त अवलंबून आहे. कधी-कधी कसं व्हायचं ना, आता कोविड नंतर ना घरून काम करायला मिळालं.
हो. नक्की, तुम्ही बरोबर सांगितलं. कोविडमध्ये तर खूप जास्त त्रास झाला होता. कसं केलं होतं मग तुम्ही?
हो. कोविडमध्ये त्रास खूप झाला, पण कोविडमध्ये जमेची बाजू ही होती, की तुम्हाला घरून काम करायला मिळालं. त्यामुळे त्यामुळे मला घर आणि माझं करियर दोन्ही छान सांभाळता आलं. मला असं वाटतं ना, हे माझ्यासाठी वरदान होतं, की घरून काम करणं.
हो, नक्कीच. ते तर होतं. बघा ना, समतोल साधला तुम्ही त्याच्यामध्ये. नक्कीच खूप त्रास झाला होता लोकांना. हो, हो.
हो, हो. कारण की माझे म्हणतात ना, की देवाच्या कृपेने माझे थोडा फ्लेक्सिबल आवर्स होते आणि मग मी सांगायचे पण. आणि माझे जे सीनियर्स होते, जे मॅनेजमेंटवाले होते, त्या सगळ्यांनी मला साथ दिली. कुठेतरी मला वाटतं, तुमचं काम तुमच्याकरता बोलतं, की तुम्ही छान काम करता आहात. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पार जर पाडल्या, तर तुम्हालाही इतरांची मदत होते. मला असं वाटतं, की तुमच्यासाठी सहकार्य सगळ्यांनी केलं, तर तुम्ही नक्कीच हा समतोल साधू शकता. पण तुम्हाला
या. हो ना. बरोबर आहे, बोलतात. हं, हं, हं. बरोबर आहे. म्हणजे, मग तुम्ही असं केलंय का? हो, हो, नक्कीच ना. आता तुम्ही जे सांगितलं मर्यादा वगैरे, अ, साधू पाळू पण शकतात. बघा आता टेक्नॉलॉजीपण किती वाढली. अगोदर असे करियर म्हणजे ऑफिस वगैरे पण राहायचे, पण इतकी टेक्नॉलॉजी नव्हती हो. मोबाईल वगैरे पण नव्हते अगोदर. आता बघा लॅपटॉप, नवीन-नवीन मोबाईलचे निघालेले आहेत सगळे, तर त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटलं का, घरी जाऊन तुम्ही कधी, अ, मोबाईल आणि लॅपटॉपला बाजूला ठेवून प्रत्यक्ष तुमच्या घरच्यांशी संवाद असा साधला आहे का?
हो, हो. नाही, संवाद तर साधायचाच आहे तुम्हाला कारण, की लॅपटॉप वगैरे तुम्ही घरी जाऊन जसं तुम्ही आता म्हणालात ना, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की काही वेळेला कामसुद्धा तुम्हाला घरी घेऊन यावं लागतं. पण तुम्हाला हेही लक्षात ठेवायचं आहे, की घरी जाऊन तुम्हाला घरच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे मग मी नाही म्हणायला शिकले माझ्या काही बऱ्याचशा कलीग्स ना आणि माझ्या बऱ्याचशा सीनियर्सना, की आता घरी गेल्यावर मला ती जबाबदारी पार पाडायची आहे. मी इथपासून इथपर्यंत काम नाही करू शकत. मी एवढ्या वेळेत काम करू शकते.
नक्कीच. हो, हो. हो ना. हो. म्हणजे तुम्ही छान बोलण्याची पद्धत अ, रुजवली स्वतःमध्ये. घरचं काम मी फक्त घरीच करेल आणि ऑफिसचं काम म्हणजे फक्त मी ऑफिसमध्येच करेल.
हो, हो, हो. हो, हो. कारण खूप अपेक्षा उंचावतात तुमच्याकडून, जेव्हा तुम्ही चांगलं काम करता. पण त्याहीसोबत तुम्ही सगळ्यांना म्हणतात ना, की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. तुम्ही माणूस आहात आणि तुमच्यासुद्धा मर्यादा आहेत. तुम्ही ठराविक कामच करू शकता. कारण की दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्हाला जपायच्या असतात, तुम्हाला त्यांच्यामध्ये समतोल साधायचा आहे, समन्वय साधायचा आहे, तुम्हाला घर आणि करियर या दोन्ही गोष्टी अचि अ, जेव्हा बघायच्या असतात, तेव्हा मी असं नक्की म्हणेन, की घरीसुद्धा तुमचे जे नातेवाईक असतात, जे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगतात, "अगं सोडून दे नोकरी, कशाला करतेस?"
खरंच हं, हं. बरोबर आहे. बरोबर. हो सांगतात जास्त सांगतात हो आणि भारतामध्ये तर ते जास्तच आहे खूपच जास्त. भारत देशात. बरं.
तर हं हो. भारतामध्ये खूप जास्त आहे. तर तिथेही तुम्हाला त्यांना कन्विन्स करता आलं पाहिजे, की नाही-नाही का सोडेन? मी माझ्या वेळा बदलून घेईन. तर तुम्हाला प्रकर्षाने सगळ्यांना उत्तर देणं, गप्प नाही बसायचं. आपण आपल्यासाठी पाऊल उचलायचं आणि स्वतःबद्दल बोलायचं.
बरोबर. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे! आणि मुलींना तर जास्तच गरजेचं आहे. बघा ना, भारतामध्ये खूपच जास्त ही प्रथा आहे, का मुलींना काम करू न देता, आस-पास जग खूप पुढे गेले आहे आणि नक्कीचं आपला भारत पण खूप पुढे गेलेला आहे.
हो. हां आणि ते चूल आणि मूलं हेच समीकरण करायचं.
तरीही काही जागेंमध्ये आप आत्ता पण ही गोष्ट चालू आहे, का मुली म्हटल्यावर फक्त कुटुंब आणि कुटुंब सा अ, बघायचं तर
हो, हो, हो. बघायचं. बरोबर म्हणालात तुम्ही.
मग बघा ना ल लग्न झालं का, सासरच्या पण अपेक्षा राहतात. बाबा तू आजकाल आता नवीन ते फॅड निघाले आहे. अ, मुलगी करायची आहे ना, तर जा म्हणजे करियर कराय करण्याचीच मुलगी बघायची. घरी असणारी मुलगी नाही बघायची आणि जर सासरच्यांची अशी अपेक्षा राहिली आपल्याकडून, तर त्यांचं असं पण होतं का कुटुंब पण बघ बाई तू आणि तुझं करिअर पण बघ, तर असं झालंय का ओ?
हो. बरोबर. बरोबर. हो, हो, हे एकदम तारेवरची मी जसं म्हणाले तारेवरची कसरत आहे ही. आणि ह्याच्यातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे आणि सगळ्यांच्याच अपेक्षा असतात म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना, की कुठे दुजोरा द्यायचा, कुठे नाही म्हणायचं आणि स्वतःसाठी तुम्ही उभे राहा. सगळ्यांना सा नी म्हणजे असं नाहीये की वाईट बोला, पण तुम्ही तुमचं मत नक्कीच व्यक्त करा, असं म्हणेन मी.
खरंच, खरंच. हं. बरोबर. नक्कीच, नक्कीच आणि मुलींना जास्त मत टाकायलाच पाहिजे, दोरीवरचं चालणं राहतं नाही का?
हो, हो. <laughs> हो, अगदीच, अगदीच.
बरोबर. खरंच, खरंच तुम्ही खूप छान बोलल्या. मला तुमच्याशी बोलून खूप आवडलं. नक्कीच आपण पुन्हा बोलू, ध
पुन्हा बोलू, धन्यवाद!